तर आज-कालच्या काळात कसं झालंय, की कुठलाही आपल्या आयुष्यात छोटा-मोठा जरी प्रसंग आला, तर त्याचा आपण फोटो काढतो आणि तो स्वतःसाठी काढतो ती वेगळी गोष्ट आहे हो ना, तो स्वतःसाठी काढतो आणि लोकांनाही आपण दाखवतो.
हां. नक्कीच, एक आठवण म्हणून ठेवायला असावा म्हणून, ठेवतोच आपण. हां.
तर कधी-कधी कसं होतं, की अ, आपण ठरवावं, आपल्या मनात, की आता हा फोटो आपल्या कुटुंबाचा आहे, आपला आहे. तर कुठे ना कुठे तो खाजगीच आहे. आपल्या मुलं असतात त्याच्यात. तर तो कोणी बघावा? आणि कोणी नाही बघावा? हे आपण आधीच ठरवायचं. कारण बऱ्याच वेळा होतं कसं, की आपले जे अकाउंट असतात, तर ते प्रायव्हेट असतात. म्हणजे त्याच्यात आपण म्हणजे विचार करूनच लोकांना ॲड करतो, की आपले मित्र कोण आहेत? किंवा नातेवाईक कोण आहेत? तर त्यांना दाखवणं ठीक आहे. त्यांना दाखवण्यात काही हरकत नाही आहे, कारण होतं ना कधी म्हणजे आपल्या लग्नाला कोणी मित्र येऊ शकले नाहीत. तर त्यांना असे फोटो पाठवणं वगैरे ते ठीक आहे. पण उगीचच पब्लिक प्रोफाइल मध्ये नाही का, अख्ख्या जगाला आपल्या कुटुंबाचे फोटो दाखवणं, कुठे ना कुठेतरी मला पटत नाही.
हं. नक्कीच. हम्म. हां. हां, बरोबर आहे. हं. हां. हं, नक्कीच. <chuckles> हां, हां. बरोबर आहे की. मग, तुम्ही फोटो टाकताना म्हणजे काय की ह्या गोष्टींचा आधी विचार करता? का कसं आहे, की बऱ्याच जणांचं कसं होतं की काढला फोटो की लगेच पोस्ट, काढला फोटो की लगेच पोस्ट, की त्या गोष्टी कधी-कधी त्यांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येत नाही की बाबा अरे, फोटो मध्ये ही-ही गोष्ट आहे की ती बाबा अ, मला कुणाला दाखवायची नव्हती. तर ती सुद्धा त्याच्यामुळं दिसते वगैरे आणि टाकल्यानंतर लक्षात येतं. मग तुम्ही काय करता? की आधी व्यवस्थित ह्या गोष्टींचा विचार करता का? पण ही सवय आहे की पटकन काढला आणि पोस्ट, केला?
अगदी बरोबर. हो.

तर अशा ठिकाणी आपण काय करावं, की अगदी जे साधे-साधे फोटो असतात, म्हणजे ज्यातनं म्हणजे असं काही खास दिसत नाही आपल्याला वगैरे, तर ते टाकायला मला वाटतं जास्त हरकत नसावी. म्हणजे अगदीच म्हणजे नाही का सगळेजण 4-4 4-5 लोकं एकत्र एक ग्रुप फोटो काढतायेत, तो टाकावा. पण असे जे छोटे-छोटे नाही का, असे म्हणजे कोणाला आपण ओवाळतोय म्हणा, तर तेव्हा नाही का आपल्याला कळतं, की ओवाळताना कसं आपण त्या ताटामध्ये बरेच पैसे असतात, दागिने असं काय-काय असतं, तर या सगळ्या गोष्टींची कधी जाहिरात आपण करू नये. म्हणजे ठीक आहे, सगळं झाल्यावर सगळे 10 लोकं एकत्र उभे असून त्यांचा एक ग्रुप फोटो टाका. काही हरकत नाही, टाका तो, लोकांना त्यातनं काही कळणार नाही.
हां. हम्म. हां. हां, म्हणजे त्यात काहीच अडचण नाही. हां. अ, हां, बरोबर. बरोबर आहे ते. हम्म. <chuckles> बरोबर आहे, की. म्हणजे ह्या 2 मध्ये तुम्ही फरक काय ठेवता? म्हणजे दोन्हीमध्ये काय फरक असतो तुमच्या किंवा WhatsAppमध्ये किंवा ह्या ज्या प्लॅटफॉर्ममध्ये, की जिथे अनेक लोक पाहू शकतात फोटो, त्यामध्ये तुम्ही फरक काय ठेवता नक्की 2 गोष्टींमध्ये?
अ हो. तर फरक अ, तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं, तर आज-काल जेवढं म्हणजे सगळे प्लॅटफॉर्म आहेत, तर ते हॅक करणं सुद्धा खूप सोपं असतं हो. अश्यांदा अशा बऱ्याच वेळा होतं, की लोकं नाही का आपले हॅक करतात अकाउंट, आपले सगळे फोटो काढून घेतात, आपली माहिती का आणि हे खूप सोपं आहे हा करायला. अगदी, अजिबात कठीण नाहीये असं काही करणं, हो. तर अशा वेळेला मला काय वाटतं, की एक सुविधा आज-काल असते. तर ती Instagramमध्ये असते, सगळ्याच Snapchatवर असते आणि WhatsAppवर सुद्धा असते. तर त्याला डिसअपियरिंग फोटोज् म्हणतात. तो प्रकार असा असतो, की तो फोटो तुम्ही जेव्हा उघडता, तो उघडतो आणि 30 सेकंदानंतर काहीतरी तो आपोआप डिलीट होतो. तर हे एक प्रयोजन मला खूप आवडतं. म्हणजे दाखवण्याचं दाखवणं होतं आणि ह्याच्या आधी की माणसाचं जास्त डोकं चालेल का काहीतरी होईल, तो डिलीट होऊन जातो. तर आज-काल हे मला आवडतं, हो, हो, हो. हो.
हां. हम्म. नक्कीच. हम्म. हां, म्हणजे फार अवघड नाही आहे. हम्म. हां. हां, हां, हां. हं. <laughs> म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. हम्म. म्हणजे सुरक्षा पण राहते, व्यवस्थित म्हणता येईल तिथे. हां, मग आता म्हणजे तुम्ही असा कधी अनुभव घेतलाय का, की ह्या गोष्टीचा की कधी तुम्ही तुमच्या कुटुंबाचा किंवा कोणाचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर केला असेल आणि त्याचा काहीतरी नकारात्मक परिणाम किंवा काही वाईट तुम्हाला अनुभव आला? असा काही अनुभव एखादा?

तर एक गोष्ट तुम्ही अजून बघितली असेल, की आज-काल सोशल मीडिया तर लोकं वापरतात खूप जास्त. तर ह्याच्याबरोबरच डेटिंग ॲप नावाचा एक खूप वाईट म्हणजे वाईट नाही, एक प्रकारच आलाय आता. काही लोकं म्हणजे वापरतात, ती का वापरतात? ते त्यांचं खाजगी आयुष्य आहे. पण असल्या डेटिंग ॲप वर लोकं काय करतात? की इंटरनेट वर शोधत राहतात आणि त्यांना एखादं चित्र जर आवडलं, तर ते चित्र आपलं प्रोफाइल म्हणून ते लोकं वापरतात. तर म्हणजे नाही का, मग त्याच्यात असं होतं की अ, <tsk> म्हणजे नाही का? म्हणजे 10 लोकांना कळतं "अरे ऑफिस अरे तू त, तुझंतर लग्न झालंय. तू का बरं त्या डेटिंग ॲप वर आहेस? मग आपल्याला प्रश्न पडतो? असं म्हणजे आपल्या बायकोला सुद्धा गैरसमज होऊ शकतो. किती भांडणं होऊ शकतात घरात. तर अशा वेळेला काय करावं, की एक वॉटरमार्क नावाचा प्रकार असतो. तर तुम्ही त्या फोटो वरच एक स्टिकर चिटकवल्यासारखं तुम्हाला चिटकवता येतं आणि तिथे म्हणजे तुम्हाला असं काहीतरी लिहिता येत. नाही का? की अ, हा असा-असा फोटो आहे. खाजगी फोटो आहे. कोणाच्या वापरासाठी नाहीये. तर असा आपल्याला करता येतं. बरीच लोकं काय करतात, की आपला जो चेहरा आहे, तो चेहऱ्यावर असं नाही का एखादं असं
नक्कीच मोठ्या प्रमाणावर. हं. हां, बरोबर आहे की. हं. हां. हां. <chuckles> हां. बरोबर आहे की. हां. नाही खरं आहे की. हां. हां. होय? हं, हं, हं, हं. हां, हां.
एखादा फुगा, लाल कलरचा फुगा वगैरे असं काहीतरी लावतात. तर बऱ्याच वेळ नाही का तुमचा फोटो जरी कोणी वापरला, तुमचा चेहरा कोणाला दिसत नाही. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी करता येतात.
<laughs> हा आल लक्षात. हां. नाही बरोबर आहे की म्हणजे ही पण आयडिया फारच छान आहे, तशी म्हणलं तर.
हो ना.
नाही, खरंच आहे. आणि आता कसं आहे की घरात आपल्या अ, वृद्ध लोकं सुद्धा असतात वगैरे. तर कसं आहे की म्हणजे ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने काही फोटो, काही ठिकाणी, पोस्ट करत असतील. मग आपण त्यांच्यावर सुद्धा कशा पद्धतीने लक्ष ठेवू शकतो? म्हणजे काय त्यांच्यावर असे काही आहे का सिस्टम? की बाबा आपण सांगितल्याशिवाय ते पोस्ट करू शकत नाहीत किंवा असे काही ट टेक्नॉलॉजीत आहेत का गोष्टी?
हो ना. असतील की. तर टेक्नॉलॉजी बद्दल मला एवढं माहित नाही. पण त्यांचं जे अकाउंट असतं ना, तर आपण त्यांच्याकडनं त्यांच्या अकाउंटचं पासवर्ड आपल्याला घेता येतं. कारण आपले आजी-आजोबा वगैरे जे आहेत, त्यांचं असं काही खूप खाजगी आयुष्य असं नाहीये. नाही का आपण तर त्यांचा आपण आयडी पासवर्ड असा घेता येतो आपल्याला किंवा जर असा अधिक आपल्याला वाटलं की काही चुकीचं त्यांनी शेअर केलंय, तर ते आपल्यालाही डिलीट करता येतं आणि त्यांच्याशी बोलता येत. नाही का? त्यांना समजवता येतं. कारण होतं कसं ना, आपण म्हणजे असे खूप मोठे नट-नट्या, नाहीतर इन्फ्लुएन्सर, मॉडेल, अशातला काहीही प्रकार नाहीये. कारण त्या लोकांना तर दाखवायलाच लागतं. त्यांचं पूर्ण आयुष्य उघड्यावर असतं.
हं. हां. हां. नाही, बरोबर आहे की. हं. हं, हं, हं. बरोबर आहे, नक्कीच. <laughs> हां. नाही, बरोबर आहे. हं. खरं आहे.